हं.
त्याच्यात पण किती प्रकार आहेत ना, मग तुम्हाला कोणता आवडतो त्यातला पदार्थ?
ओ मला आवडतो बरं का उकडीचे मोदक, पण खरं सांगू का मला बनवायला येत नाहीत.
एखादं. अरे वाह! हां. अरे!
<chuckles> हो ना, आवडतात.
पण बनवू शकाल. म्हणजे तुम्हाला आवडतात, म्हणजे बनवू शकाल एकदा तरी. नक्कीच.
हां, प्रयत्न करायला काही हरकत नाहीये, पण अ, कसं
हां ना, प्रयत्न करून बघू शकता.
बघू शकतो उकडीचेच बनतात, की आणखी दुसरे कुठले बनतात ते.
हो. किती छान. अजून मग घरातले पण असतील ना, तुमच्याबरोबर?
हो, घरामधले म्हणजे बघा ना, छोट्या बालकांपासून छोट्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंतची लगबग असते. जे घरातली माणसं कामासाठी बाहेर जातात, ते आरतीच्या वेळेत लवकरात लवकर येईन याच्यासाठीचे प्रयत्नशील असतात आणि छोटी मुलं म्हटली तर अ, त्यांचं तर काही सांगायलाच नको ना, काय बोलायचं आता.
आरती. सकाळ, संध्याकाळची. हं, हं, हं. येस, येस. हं. डेकोरेशन. <chuckles> डेकोरेशनमध्येच ते.
डेकोरेशन. आणि मेकअपला खूप महत्व असतं त्यांच्याकडं. नवे कपडे घालायचे, टोपी घालायची आणि
मेकअप. हो. आणि महत्वाचं सेल्फी काढणे. <chuckles>
सेल्फी. हो, सेल्फीशिवाय कुठला उत्सव होतो का बरं?
ते एक आहे. होतच नाही आपला. बरोबर.
सेल्फी तर सेल्फी तर व्हायलाच पाहिजे, विथ गणपती बाप्पा.
व्हायलाच पाहिजे.